अरे वाह! वाह! बरं कसं आहे ना, की तुमचं आपल्या आयुष्यात कसं अ, लहानपणी जे आहे ते आपण प्रेम वेगळ्या प्रकारे बघितलं आहे. आता वेगळ्या प्रकारे बघितलं. तर ते तुम्हाला काय वाटतं, की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ते प्रेम व्यक्त करण्याची भाषा जी आहे ती कशी बदलली आहे? कारण आपल्या आपण म्हणू शकतो ना, इंडियन फॅमिलीमध्ये आय लव्ह यू स्टे अ, आपण डायरेक्टली नाही म्हणू शकत. आता आपण जर तुम्ही जर जाऊन म्हटलं, तर मी स्वतः पर्सनली सांगू, तर मी जर माझ्या बाबाला म्हटलं, "आय लव्ह यू पप्पा", तर ते वीयर्ड वीयर्ड आउट होईल त्यांना. म्हणजे समजलं नाही की काय झालं हे. पण तसं आहे का तुमच्यात काही?
हं. नाही. हो ना, म्हणजे लहानाचे मोठे होउस्तर आम्ही कधी आय लव्ह यू ऐकलं नव्हतं, की आई आम्हाला बोलली असेल की बेटा आय लव्ह यू असं काहीच नव्हतं. आम्हाला समजायचं की हो, आईचं खूप प्रेम आहे आमच्यावर. कसं समजायचं? कारण रोजच्या दैनंदिन जीवनात आम्ही पहायचो की आई आमच्यासाठी किती काय-काय करती आहे. स्पेशल वस्तू बनवती आहे, आमच्या आवडीचं जेवण बनवती आहे. आम्ही जर आजारी असलो तर, प्रेमाने डोक्यावर हात फिरवून ती आमची किती सेवा करती आहे. बाबांचं बघायचो, की आई बाबांना किती मदत करते. बाबा तिची किती केअर करतात. ह्यावरून आम्हाला समजलं की आय लव्ह यू बोलल्याने हे नाही तर तुम्ही प्रूव्ह करत की तुमचं कोणावर प्रेम आहे. आजकालचं तर ट्रेंडच झालं आहे की <chuckles> मोठ्या-मोठ्या अक्षरांमध्ये लिहून सांगायला लागतं की आय लव्ह यू तेव्हा कुठे जाऊन त्या माणसाच्या डोक्यात घुसतं. पण आम्ही नाही तसे मोठे झालो. आणि म्हणजे आता लग्नानंतरही आमच्या घरातपण आय लव्ह यू आता मी माझ्या मुलांना बोलते, "बेटा आय लव्ह यू" वगैरे, पण त्यापेक्षा जास्त आम्ही त्यांना दाखवून देतो की तुमच्या कृत्यांना तुम्ही दाखवा की तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे की नाही.
हां, हां. हां. हं, हं. अरे बापरे! हां. हम्म. हं, हं. हां, हां. हो. <chuckles> हां. <laughs> हां, हां. हो. हो, नक्कीच. हं. हां, हां.

हो ना, म्हणजे 1 दिवशी माझीच तब्येत खूप खराब होती. आणि अ, मला म्हणजे इतकी तब्येत बिघडली होती माझी की मला उठायला पण जमत नव्हतं. तर त्या दिवशी मी अ, रात्रीचं जेवण पण नाही बनवू शकले. आणि अ, आजूबाजूला पण कोणीच नव्हतं. तर अशी सिच्युएशन होती म्हणजे मला अजिबात बोलायला पण नाही जमत होतं. तर माझे मिस्टर थोडंसं लवकर आले घरी आणि त्यांनी औषध वगैरे आणलं माझ्यासाठी, मग त्याने बघितलं की घरची कामं तर अशीच पडलेली आहेत. मग ते म्हणाले की, "काळजी नको करू." मी त्यांना सांगितलं की, "तुम्हाला जर बाहेरून जेवण मागवायचं असेल तर तुम्ही मागवून घ्या. आज मी माझ्याने नाही झालं. मी नाही बनवू शकत." ते म्हणाले, "त्यात काय? मी बनवतो ना." मग मी विचार केला अरे बाबा! "तुम्ही काय बनवणार?" ते म्हणाले, "काही नाही, मला थोडंफार जे येतं ते मी करीन." मग त्यांनी अ, खिचडी बनवली. त्यांनी त्यांच्या आईला फोन करून विचारलं की, "खिचडी कशी बनवायची?" आणि तिच्याकडून त्यांनी स्पेशल इन्स्ट्रक्शन घेऊन व्हिडिओ कॉलवर बघून त्यांनी बनवली कशीबशी आणि ती छान पण झाली आणि माझ्या मुलांनी मदत केली, की त्यांनी माझ्या 2न्ही मुलांनी मस्तपैकी डायनिंग टेबल सेट केलं, ताटं आणून ठेवली, सगळी वस्तू पाणी वगैरे आणून ठेवलं आणि मग 2घंही मुलं माझ्याकडे आले आणि मग, "मम्मा तू येते का डायनिंगवर बसायला होईल तुला? की मी तुझं ताट इथे आणून तुला भरवू?" इतक प्रेमाने विचारत होती.
ओके. हं, हं. ओके. हं, हं. हां. ओ. हां. हो. हं, हं. अरे बापरे! अ, हं. <chuckles> हं, हं. हां. हां. अरे वाह, वाह! <chuckles> हां, हां. हां, हां. अरे वाह! हं, हं. हां. अरे बापरे! अरे वाह! वाह!
मग हे किती स्पेशल ना की इतकी लहान मुलं शिकत आहेत. आम्हा दोघांनाच बघून शिकत आहेत. आम्ही काही त्यांना स्पेशल बसवून नाही सांगत की असं कर, तसं कर.
हो, अगदी बरोबर आहे. <chuckles> हां, हां.
मला वाटत हे खूप महत्वाचं आहे, की आपण एकमेकांशी खूप प्रेमाने जर घरात वागलो आणि एकमेकांसाठी काही ना काही वस्तू रोज असं दैनंदिन जीवनात पण करत राहिलो स्पेशल तर आपली मुलं पण तेच बघून-बघून शिकून जातील.
हां, हां, नक्की, नक्की. अगदी बरोबर आहे. तुम्ही खरंच खूप छान पद्धतीने बोललं ते. बरं आता कसं, तुमचं जे सासर आहे, तिथे तर हे या तर गोष्टी तुमच्या सासरी झाल्या, नक्कीच तुमच्या या घरी झाल्या. तुमचं जे आधीचं घर होतं, माहेरी जेव्हा तुम्ही तुमच्या बाबाशी, आईशी बोलत होता, तेव्हा तुम्ही कशाप्रकारे तुमचं जे प्रेम आहे ते व्यक्त करत होता? किंवा ते कसे करत होते?
हं.